हा असा एकच नाही, असे भरपूर पिक्चर आहेत. जे इव्हन आपले जे मायथॉलॉजिकल पिक्चर आहेत, जसे संत ज्ञानेश्वर वगैरे आहेत. त्याच्यामध्येसुद्धा ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवली, हा जो सीन आहे किंवा चांगदेव भेटायला येत आहेत, हा जो सीन आहे, भलेही त्यांच्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती. काही म्हणजे तेवढा म्हणतात आता व्ही-एफ-एक्चा हयावं आहे, त्यावं आहे, पण फक्त अभिनयाच्या जोरावर जिवंत केलेली कलाकृती हो आणि तिथे जे बघून वाटतं ना, की अरे खरंच, हे अ, असे कोणते तरी आपल्याला मेंटॉर, टीचर मिळायला पाहिजेत, ते आपल्या आयुष्यात आपली जी एक अ, म्हणतो ना एक पोकळी निर्माण झाली असेल, तर ती भरून निघेल.
हो. हो. हां. नव्हतं. हां. हां. थोरावर त्यांनी पिक्चर मारून नेलेले. हो, हो, हो. हो ना. हां. नक्कीच विलक्षण कौतुक वाटतं, खरं या कलाकारांचं एवढं म्हणजे छान त्यांनी अभिनय किंवा संगीत म्हणा किंवा एक छान असा अ, नमुना बनवला की हो.
खूप आणि ह्या सगळ्यांची जी मेहनत आहे ना, ती दिसते. कारण आजकाल काय आहे तुम्हाला काही नाही येतंय, ठीक आहे. आपण एडिट करूया, ठीक आहे आपण फिल्टर करूया, ठीक आहे आपण ह्याव करूया, त्याव करूया. पण तेव्हा त्यांना ती मेहनत करून ती गोष्टी सांभा दाखवाव्या लागायच्या. त्यांनी लिटरली तो भाता चालवलेला आहे. त्या अ, त्या जयश्री गडकर आहेत ना, त्यांच्या हल्लीच एकदा अ, हल्ली नाही. ते आता आय थिंक नाही आहेत त्या या जगात.
हो. नक्कीच. हो का? हां.
अ, त्यांची एक मुलाखत मी पहिली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की "मी तो भाता खरोखर चालवला तिथे बसून, जो लोहाराचा भाता असतो." तो आपण अ, अ
हो का? काय सांगता? हां, हां, हां, हां.
आपण आयरन स्मिथ त्याला म्हटलं जातं. लोहार हां, त्या त्यांचा पूर्वीच्या काळी जी फर्नेस होती, ती फर्नेस चालू ठेवायसाठी एक भाता असायचा, तो त्यांनी चालवलाय आणि जे अ, अ‍ॅक्टर आहेत सूर्यकांत का चंद्रकांत आय डोंट नो, पण अ, त्यांच्यापैकी अ, ज्यांनी पण ही अ‍ॅक्टिंग केली आहे ना, त्यांनी अ, तो त्याच्यामध्ये खरोखर ते घाव घातलेत त्या लोखंडावर. ते ऐरणीच्या देवा तुला, ठीणगी-ठीणगी वाहू आहे ना? त्याच्या त्या गाण्यामध्ये लिटरली तो तेवढा जड हातोडा उचलून त्यांनी तो मारलेला आहे खरोखरचा.
अच्छा, बरोबर. हां. हां. हां. अरे! ठेवा तुला, हां, नक्कीच. हो, हो, हो. नक्कीच, मग तुम्हाला अशा जुन्या सिनेमामधून आपण आजच्या पिढीस काय नेमकं तुम्ही शिकवू शकता किंवा सांगू शकता?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषा.
हं.
म्हणजे तिथे कोणाला वाईट जरी बोलायचं आहे, तिथे कोणाला तर शिवी नाही हासडली जात.
नाहीच की. हो. शब्दाचे मार असे व्यवस्थित असतात.
तर तिथे एक भाषा हो, हो. तर ती भाषा शिकायसाठी तरी किमान तुम्ही हे जुने पिक्चर बघा. गाणी आहेत, संगीत तर सुंदर आहेत त्यांच्यामध्ये. पण मेन मुख्य म्हणजे भाषा जर शिकलीत, खूप हो, हो. खूप छान आहे.
हो ना. <chuckles> नक्कीच, हो. सुधारायची असेल. हो, म्हणजे ते अ, मिक्स बोलण्यापेक्षा नीट केवळ स्पष्ट मराठी बोला, म्हणजे सोप्या पद्धतीचं तरीसुद्धा ते भावतं लोकांना.
अगदी. अगदी.

बरं.
त्या त्यांनी स्वतः म्हणजे ते संगीत दिग्दर्शन केलेलं आहे लता मंगेशकरांनी आणि त्यांनी गायलंयसुद्धा आणि आय थिंक अ, हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर या दोघांचं संगीत आहे. कारण त्या दोघांचं कॉम्बिनेशन आनंदघण हे होतं. हो.
अरे वाह! संगीत दोघां अच्छा. आहे. हो, हो. हो. अल्बम पण होता आय थिंक तो ना?
हो, अल्बम. तिथली गाणी अजूनही आहेत, ते बघा तुम्ही गाणं ऐकलं असेल, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे.
देवा ठिणगी ठिणगी वाहू दे. वाह! काय घेतलय ना, गाणं पण केवढं सुंदर आहे ते.
ते आहे. सुंदर आहे. ते न त्याच्यानंतर ते अजून फेमस आहे. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं. ती ही जी गाणी आहेत ना, त्या चित्रपटातली त्याचं नाव आहे, साधी माणसं.
मळ्यामंदी पाटाचं पानी जातं. वाह! ओह! साधी माणसं नाव आहे का त्याचं.
हो आणि ह्याच्यामध्ये ना, भरपूरसे जे आहेत ना, गाणी खूप सुंदर-सुंदर आहेत. ह्याच्यात माझा एक खूप फेव्हरेट अभंग आहे. नको देवराया अंत आता पाहू. कानोपात्रेचा अनो, कानो कान्होपात्रा आहे, त्यातलं जे एक लाईन आहे ना
हं. हां. हो. हां. हो. हां.
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मजलागी जाहले तैसे देवा. म्हणजे मला माझी अवस्था अशी झाली आहे.
वाह! वाह! मला आता डोंबि स्वतः डोलायला लागलीये तुमचा ते अभंग ऐकून. <laughs>
<laughs> नाही, शब्द एवढे प्रभावी आहेत आणि त्याला हृदयनाथ मंगेशकरांचा आवाज आहे आणि शब्द एवढे प्रभावी आहेत. कान्होपात्राचा अभंग आहे हा. तर त्यामुळे ना, हे मला खूप जवळचं वाटतं. आणि एकंदर तो चित्रपट जर बघितलात ना, तर तुम्हाला असं वाटेल की खरंच माणसाचं आयुष्य
हां. बरं. हं.